नक्कीच. मला तर वाटतंय बघा, आता पांढरा कलर म्हणजे असं नाही, की तुम्ही तो पांढराच घ्या. आजकाल बघा लोकं डे तुम्ही जसं की सेलिब्रिटींच पण बघितलं असाल. जसं की आलिया भट्टचं पण एक वेडिंग आउटफिट होतं, त्याच्यात तिने पांढरा रंग वापरला. एक अशी वेगळी डिझायनर साडी तिने तयार केलेली आणि मला तर वाटतंय की आजकाल लग्नामध्ये पण नवऱ्याचे जे मोस्टली जे आउटफिट्स असतात, ते पांढऱ्या रंगातच असतात. म्हणजे माझ्या पण नवऱ्याचं पांढऱ्या रंगाचं होतं आणि त्याला मॅचिंग मी यलो कलरची साडी घातलेली. कारण का पिवळा कलर आपल्याकडे घातला जातो. बरोबर ना. तर तसं असतं. जसं की आता आपले जे मावळ्यांचे पण लिटरली कलर असतात, ते पांढऱ्या कलरचे असतात किंवा मग लोकांचे म्हणतात ना, की अ, काही-काही बघा ना, म्हणजे भरपूर मला मला वाटत की ह्या गोष्टींमध्ये जसं की चनिया चोली, घागरा पण पांढऱ्या कलरचा मिळतो. असं काही नाहीये, की पांढरा कलर लग्न
हो. बरोबर. <chuckles> बरोबर. अ, हो. हो, पण बऱ्याच वेळेला जो आहे हा जो आपला सफेद रंग जो आहे, तो अ, काही ठिकाणी काही ठिकाणी खूप अ, चांगल्या पद्धतीने वापरला जातो. जसं मी म्हंटलं तो जसं तुम्ही मला आधी सांगत होतात की अ, बरेच पॉलिटिशियन्स किंवा वारकरी संप्रदाय, तर ह्याला एक रिलिजियस सिम्बॉल म्हणून सुद्धा वापरला जातो किंवा आपण जो म्हणतो ना, हा कलर, हा जो रंग आहे, तो एक प्युरिटी आणि इनोसन्स जे म्हणतो ना, एक आपण असं त्याचं अ
हं. हं. हं. तो कुठे नाही म्हणजे काय कायांचं असं असतं, नाही वापर हं. हं. हं. येस. हं. हं. येस, रॉयल्टी पण डिफाईन करतो हा जो कलर आहे.
हो. हो. कारण त्याच्यामध्ये कुठच्याही अ, रंगाच्या अस्तित्वाला जे आहे ना, ते असं स्थान दिलं जात नाही. आणि बऱ्याच वेळेला एक नवी सुरुवात म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोलतो बघा, की "हे पान कोरं आहे." म्हणजे ते सफेद कोरं करकरीत आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे ती सुरुवात तिथे होते. तर अ, असा हा रंग जो आहे, तो निवडताना तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला असं वाटेल की लोकांना सांगावं की बाबा
बरोबर. येस. नक्कीच. वॉव! हो, येस. हो. हं. हं. हं.
हे असं घेतलंत किंवा ह्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ह्याच्यात बऱ्याच शेड आहेत.
बरोबर.
कारण जेवढा रंग सफेद तेवढीच भीती वाटते त्याच्यावर डाग पडण्याची. मग अशा वेळेला काय सजेशन्स द्याल लोकांना, की कोणत्या रंगाचा किंवा कोणत्या कपड्याचा हा घ्यावा की जेणेकरून तो भर परिधान करतांना काही टेन्शन राहणार नाही आणि आत्मविश्वास मस्त दुगना राहील?
हं. <chuckles> हो. हो. नक्कीच. माझा हां.